नक्कीच, नक्कीच सांगायला मला फार आवडेल. अ, नुकताच मी 12वी अ, पास झालो. आणि एफ-वायमध्ये प्रवेश घेतला. <clears throat> आणि त्याच वर्षी एक अ, नवीन संगीतकाराने एक अ, नवीन सिनेमाची गाणी तयार केली. आणि ती फार पॉप्युलर झाली. त्या सिनेमाचं नाव होतं आशिकी. <clears throat> हां. आशिकीची गाणी अ, म्हणजे नदीम श्रवण अ, ...नी जे संगीत द्यायला सुरुवात केलं, त्यासोबत अ, कुमार सानू हे आवाज द्यायला असायचे आणि अ, गीतकार समीर अंजान नावाचे जे आहेत, त्यांनी फार गाणी केली. मला वाटतं त्यांच्या अ, नावावरती वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे पण आहे. काहीतरी त्यांनी खूप 50,000 वगैरे गाणी लिहिलीत, असं काहीतरी रेकॉर्ड आहे त्यांच्या नावावर. तर ते तर हे जे काही त्रिकूट होतं, थोडक्यात म्हणजे कुमार सानू, नदीम श्रवण आणि समीर, हे अचानक त्यांनी ना, सगळं जो काही युवा पिढी होती त्यावेळची, त्यांना सगळ्यांना. असं व्यापून घेतलं. आणि मग अ, एक, एक, एक, एक अ, खूप छान-छान गाणी अ, यायला लागली त्यावेळी म्हणजे. आणि माझंही वय तसं होतं त्या कालखंडामध्ये, की मी जस्ट असं अ, किशोरवयीन सोडून असं तारुण्यात अ, पदार्पण होतं माझं आणि नोकरी लागेपर्यंत माझा तो जो काही कालखंड होता. त्यामध्ये मग ही गाणी ऐकणं. अ, त्यामध्ये मग अ, साजन, साजन, अ, सपने साजन के, दिल, कयामत से कयामत तक अशी आहे ना, सगळी अ, रोमॅन्टिक अ, आणि सगळी मधुर गाणी, आपण काय म्हणूयात त्याला अ, मेलोडियस, मेलोडीज गाणी यायला लागली. आणि मग छान अ, मजा यायला लागली. आणि खूपच
बरं. हं. अरे बाप रे! हो. हां. बरोबर. हां. बरोबर. हं. बरं. हो. हं. बरोबर. हो. तुम्ही बघा कयामत से कयामत तक बद्दल तुम्ही बोलले, त्याचे गाणे मला पण आठवतात. आणि त्यासोबत पण अ, जो जीता वही सिकंदर पण मला आठवली त्यासोबतच आमिर खानमुळे. आणि अ, त्यामधले पण गाणे इतके सुंदर, मग मला सांगा ना
हां. येस, येस. जो जीता वही सिकंदर. येस. हां, हां. बरोबर, बरोबर. अगदी अप्रतिम. हां, त्याचे अ, सेम असंच होतं, की उदित नारायण हे नवीन आलेले. आनंद मिलिंद यांनी संगीत त्याच्यामध्ये दिलेलं आणि अ, अ, समीरच गीतकार. त्यामुळे मग ते फार अ, धमाल आलं ते सगळं त्या काळात.
हां. बरोबर. बरोबर. मग मला एक सांगा, त्यावेळेस तुमचं तुमचं वय काय होतं आणि ठिकाण काय होतं तुमच्या आजूबाजूला त्यावेळेस, तो जो कालखंड होता आणि त्या गाण्यांची थोडी नावे सांगणार का?
आणि हं, हं. हां, हां.